अरे बापरे! म्हटलं मग काय करू आणि त्याच वेळेस मी तर करतच होती. आता दुसऱ्या दिवशी अचानक हे पाहुणे घरी आले आणि ते पण पाहुणे आले माझ्या दीदीचे नातेवाईक बरं का. आणि हां. बाहेर देशातून आले ते पण दुबईहून आले होते, ते पण मी तुम्हाला सांगते. अरे! माझ्या आईचा फोनवर फोन आणि मला ती डेडलाईन पण पूर्ण करायची आणि ते इम्प्रेस माझे जे कलीग्स वगैरे होते ना माझ्याशी काम करणारे साथीदार. अरे ते पण निघून गेले आता मी काय करू ना? असं नाही तर झाली होती ती प्रोजेक्टची डेडलाईन वगैरे म्हणजे पूर्ण करून दिला होता मला फक्त सबमिट करायचा होता. मग हो. ते झालं आणि त्याच्यानंतर मी बॉसला फोन केला स अ, सर म्हटलं ती प्रोजेक्टची फाइल मी तुमच्या डेस्कवरती तिथं ठेवलेली आहे ती नक्कीच मी ते पूर्ण करून घेतलं तुम्ही एकदा फक्त चेक करून बघा आणि काय त्याच्यामध्ये जर राहिलं वगैरे ना तर नक्कीच मला तुम्ही फोन करा मी तुमचा फोन उचलते कारण मला घरी अर्जंट जायचं आहे नाही का.
हं. हं. बरोबर. अरे बापरे! हं. अच्छा. अरे बापरे! हां, हां. हं. अच्छा. हं. हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा मग? काय म्हणाले बॉस तुमचे?
मग बॉस बोलले का म्हणे ठीक आहे म्हणे, तिथे ठेवून दे म्हणे आणि तू जा म्हणे काही नाही मी बघून घेतो म्हणे. आता ते झालं. आता मला सगळ्यात अगोदर जे तुम्ही सांगितले ना निघताना कशाची आठवण येते, सगळ्यात पहिले तर मला ती माझ्या बसचीचं आठवण आली कारण आमच्या ऑफिसमध्ये काही काय होतं ना. आ, अ, ऑफिसची जी बस आहे तिच्यामधूनच यायचं पण ऑफिसला आणि जायचं पण त्याच बसने असं होते. हो नियमच होते. कारण तो नियम जर मोडला ना आपण तर आपली पी-एफ जी राहते ना त्याच्यामधून पैसे कटतात असं होतं तेव्हा. हो, तर मला त्या बसमध्ये जावंच लागलं आणि त्या बसमध्ये जावं लागलं मग काय होतं ना? ऑफिसमध्ये जितके पण लोकं राहतात ना ती बस हळू-हळू जे स्टॉप वगैरे येतात ना हो, मग ते सोडत-सोडत जाते मग तसं ते सोडून, सोडून हं. नाही ना मी तेच सांगते ना मग आता सोडत-सोडत जाते म्हंटलं आता मला उशीर लागणारच आहे. मग माझ्या आईला मी फोन केला म्हटलं तू थांब म्हटलं त्यांना तू काहीतरी चहा नाश्ता वगैरे दे, मी येते म्हंटलं नाही का. तिथं असं करून तू थोडं त्यांना असं गोष्टींमध्ये हे कर म्हटलं नाही का इकडं इकडच्या-तिकडच्या गोष्टी तू कर असं तिला सांगितलं. मग माझी आई बोलली का म्हणे ठीक आहे म्हणे मी करते तसं तू ये. मग हळू-हळू का हो ना तरी मला अर्धा तास झालेला बरं का तिथं पोहोचताना उशीरच झाला मला अर्धा तास. हो, मग तिथं मी गेले आणि नंतर तिथं गेले तर तिथं ते पाहुणे तिथं बसलेच होते.
हं, हं, हं. हं. हं. वेळेवर हं. अच्छा. हं. ओहो! बापरे! अच्छा. अरे! हं, हं. हं. हं. सोडत-सोडत जातात. हं. मग वेळेवर पोहचलात की कसं? हं. बरोबर. हां. बरोबर. हं, हं. अच्छा. हं, हं. ओह! अरे बाप रे! हां. हं, हं. हं.